हां, मला तर पावसाळ्यातलं मला म्हणजे मी माझ्या लहानपणीच्या खूप जास्त आठवणी आहेत त्या पावसाळ्यातल्या. जसं, की पावसामध्ये आपण बघा अ, मस्त भिजायचो, खेळायचो आणि मग आपण लहान असताना त्या होडी असते ती बनवायचो आणि ते वाटायचं, की त्या मस्त होडीत बसून जावं किंवा आपण असं सगळं अ, म्हणजे एकंदरीत लहानपण त्याच्यामध्येच गेलेलं आहे, की पावसात खेळायचं आणि मस्तपैकी त्या विजांचा कडकडाट आणि मग भीती वाटायची मला विजांची. मग घरात शांत बसून असं सगळं वाटायचं तेव्हा लहान असताना. मग ते तसे अनुभव आहेत, की विजा चमक, म्हणजे पाऊस येणार, विजा चमकणार मग भीती वाटायची एकंदरीत आणि तेव्हा कसं लाईट पण जायची, जेव्हा आपण लहान होतो आणि तेव्हाकडे आपल्याकडे इन्व्हर्टर नव्हते. त्या बॅटरीज असायच्या, नंतर काही वर्षांनी मला तर वाटतं, की त्या इन्व्हर्टर आला आपल्या सगळ्यांकडे, तेव्हा इन्व्हर्टर पण नव्हता. त्या बॅटरीज असायच्या आणि फॅन असायचे छोटे-छोटे. मग कधी लाईट गेली, तर मग कधी लाईट येईल किंवा काय अशी वाट बघत बसायचो आणि त्या बॅटरी असायच्या आणि मग ते एकंदरीत चार्जिंग एवढीच आहे, मग संपल्यानंतर काय करायचं असं टेन्शन सगळ्यांना यायचं. आणि मग सगळे असायचे मग घरात कधीतरी आपलं ते म्हणतात ना, कॅन्डल लाईट डिनर पण व्हायचं अशी एकदा अचानक अ, जी अ, बॅटरी संपली तर, असं मला वाटतं.
हं, हं. हं, हं. अरे बापरे! हं, हं, हं, हं. हो, हो, हो, हो. बरोबर. <chuckles> हो, हो, हो. बरोबर, बरोबर. <chuckles> हो, हो, हो, हो. अगदी बरोबर. माझ्या पण गावाकडे आहे ना काय असायचं, की घरांचे पत्रे उडून जायचे. जसं वा वारा वावदान म्हणतात ना ते, उडायचं. तर मातीची घरं ती पूर्ण भिजून जायची आणि त्यामध्ये एकदम असा गारवा आणि त्यात ते रॉकेलचे दिवे तुम्ही ऐकले असेल म्हणजे नाही का आपली
हो, हो, हो. मी ऐकलेत आमच्या इथे ते म्हणजे लग्नामध्ये पण वापरायचे आहेत बघा अशी लाईट दाखवायला. हो, मी माझ्या मम्मी-पप्पांच्या लग्नाच्या कॅसेटमध्ये मी ते बघितलेले. आणि त्यांच्या असं वरातीला ते तसं होतं बरोबर-बरोबर. असे दिवे मी पाहिलेत हो. रॉकेलचे दिवे.
हो, हो, हो, हो. <chuckles> हो, हो, हो. रॉकेलचे दिवे आणि कधी-कधी पावसाचे ना म्हणजे ते थेंब पत्रे उडल्यामुळे नाही का तो दिवा पण विझायचा. आणि असं कळतच नव्हतं कोण कुठे आहे, काय कुठे आहे. मग फुल म्हणजे रात्र आपली नाही का म्हणतात खराब व्हायची. खूप मजा यायची म्हणजे पावसाचे अनेक रूपं आपण पाहिलेत आणि तुम्ही त्याबद्दल सर्व म्हणजे विस्तृतपणे सांगितलं. तर नक्कीच, खूप छान वाटलं आणि खूप-खूप धन्यवाद. तुम्हाला पाऊस कसा भावतो याचं जे तुम्ही वर्णन केलं ना, मला पण माझ्या बालपणीची आठवण झाली आणि पावसातली धांदल. नक्कीच, आता पुन्हा बघा बघायला आवडेल असं वाटतं. खूप-खूप छान. खूप-खूप धन्यवाद तुमचे.
हो, हो. बरोबर. हं, हं, हं. हं, हं. अरे वाह! मला पण खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि खरंच मजा आली, की आपला अ, पावसातल्या ज्या मजा माझ्या आठ आठवणीच्या होत्या, तर ते ते बोलताना मला खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी आणि अनुभवदेखील मी शेअर केले. तर खरंच खूप धन्यवाद.
हं, हं, हं.